आजकाल आपल्या आयुष्यात किती स्ट्रेस असतं ना भरपूर मानसिक तणाव, शारीरिक तणाव माणसांना होत असतो. आणि त्यातनं काही ना काही असं रिलॅक्सेशनचे टेक्निक्स जर आपण शिकून घेतले ना, तर अ, अतिशय मन प्रसन्न आणि शांत राहतं, नाही का? मग तुम्ही काही असं ध्यान वगैरे करता का? आणि असं तुम्हाला वाटतं का की निसर्गात ध्यान सुरू केलं, तर त्याचा काही फायदा होतो?
अगदीच.
मग ते तुम्ही कसं सुरु करतात. त्याबद्दल काही सांगाल का?
आम्ही पाहतो की आमच्या हो. हो, मी निसर्गामध्ये ध्यान करायला मला आवडतं. आणि पहिल्यापासूनच मी ध्यान करत आलेलो आहे.
अरे वाह!
आणि जर आम्ही ध्यान केलं तर खूपच आमच्या जीवनामध्ये फायदा होऊ शकतो, मला असं वाटतं.
अच्छा.
आणि आम्ही भरपूर जे ध्यानी मनुष्य आहेत तुम्ही अ, गौतम बुद्ध म्हणा किंवा तुम्ही महादेव म्हणा किंवा तुम्ही जैन अ, मध्ये महावीर म्हणा.
हं, हं.
हे लोकांनी ध्यानाची पद्धत ही निसर्गातूनच सुरू केलेली आहे. ही कुठं राजवाड्यात किंवा कुठं बसून त्यांनी ध्यान नाही केलं, तर त्यांनी ध्यान केलं ते निसर्गात. आणि मला असं वाटतं, की निसर्गात ध्यान करणं खूप चांगलं आहे. कारण की निसर्गात ध्यान करणं, हे आपल्या जीवनामध्ये खूप उपयोगाचं ठरतं. जसं की सायंटिस्ट पण काय म्हणतात माहिती आहे का? जर तुम्ही निसर्गात ध्यान केलं तर तुमची स्ट्रेस लेव्हल कमी होते. कारण की हिरवा कलर हा तुमच्या अ, वरती अ, प्रभाव टाकणारा आहे. म्हणून कधी पण आम्हाला सुचवलं जातं की एखादं काम जर करून बोर झाले तर गार्डनमधून चक्कर मारून या. तर त्याच्यामुळे स्ट्रेस लेव्हल आपली नेहमी कमी होते. हिरवा कलर कमी करण्यासाठी आणि पैशे अ, पक्ष्यांचा आवाज. याची पण एक फ्रिक्वेन्सी राहते जी, अ, त्याच्यामध्ये जे वेव्हज राहतात. मी पाहिलं की चिवचिवाट जे असतो ना पाहिज पक्ष्यांचा तो पण ऐकला तर तुमची ती फ्रिक्वेन्सीनी अ, तुम्ही शांत व्हायला सुरुवात होते. म्हणजे निसर्ग आम्हाला भरपूर गोष्टी ऑटोमॅटिकली हील करून देतो आणि ते नकळत होतं. तर निसर्गात ध्यान करणं मलाही आवडतं. परंतु माझ्या आजूबाजूला असा काही परिसर नाहीये का मी निसर्गात जावं. मी अगदी शहरामध्ये राहतो. परंतु एक ठिकाण तरी पण मी शोधलं, बरं का? ते म्हणजे आमचं गार्डन. आणि त्याच्या त्या थोडंफार निसर्गाचा निसर्ग भरपूर आहे तिथं. आणि तिथं मी पाहिलं तर भरपूर झाडं आहेत. म्हणून तिथं निसर्गच असल्यासारखं आहे माझ्यासाठी. आणि तिथं जाऊन मी थोडंफार बसून एक बेंच अ, आहे माझी की तिथं जाऊन मी थोडंफार मेडिटेशन करतो. असं आहे.
बरं. अरे वाह! हं. काय म्हणता? अच्छा. अच्छा. हं, हं. हो. अच्छा. अच्छा. हं. अच्छा, गार्डनमध्ये. हं, हं. बरं. मग एखाद्याला जर अ, तुमच्यासारखं हे ध्यान सुरू करायचं असेल, मग ते त्यांनी अ, कुठून आणि कसं सुरू करायचं, ह्याबद्दल काही सांगाल का?
हं, हं. अगदी सोपी पद्धत आहे, आहे ना. गार्डनमध्ये आम्ही पाहतो की जर कोणी गार्डनमध्ये जाऊ इच्छितं किंवा घरी पण करू इच्छितं. पण निसर्गात जर करू इच्छितं, तर त्यांनी सहसा काय करावं? सकाळीच पहा खूप चिलबिल राहते गार्डनमध्ये. ज्याची त्याची अ‍ॅक्टिव्हिटी लोक करत असतात. त्या गार्डनमध्ये जा आणि तुमची एखादी जागा निवडून घ्या की तिथं बसल्यानंतर तुम्हाला बरं वाटतं. आणि जा आणि 5-10 मिनिटाचा अगदी ऑडिओ तुम्ही डाउनलोड करू शकता इंटरनेटवरून, श्वासावरती ध्यानचं. अ, म्हणजे त्याच्यामध्ये इ विथ इन्स्ट्रक्शन अ, ब्रीथिंग अ, असं म्हणू शकतो की श्वासावरती ध्यान आणि इन्स्ट्रक्शनसोबतचा एखादा व्हिडिओ द्या. तर तुम्हाला भरपूर व्हिडिओ YouTube देईन की ज्याच्यामुळे तुम्हाला कसं ध्यान करायचंय याच्यासाठी तुम्ही अ, तिथं विचार करू शकता. तर असे जर व्हिडिओ जर तुम्हाला भेटले, तर ते व्हिडिओ तुम्ही पाहून ध्यान करू शकता, मला असं वाटतं आणि पाहून नाही ऐकून. हो, ऐकून ध्यान करू शकतो. त्याचे 2 फायदे असे आहे की तुम्ही हेडफोन किंवा ब्लूटूथ घेऊन जा. शांत जागेवर बसा आणि तुम्ही ते हेडफोन घातल्यामुळे काय होईल की तुम्हाला आजूबाजूचा गोंगाट जो आहे, तोही कमी ऐकू येईल किंवा ऐकूच येणार नाही. आणि तुम्ही तुमच्या ध्यानामध्ये मग्न पण राहू शकाल त्याच्यामुळं. तर ह्या गोष्टी करू शकतो आम्ही.
हं. हो, बरोबर. अच्छा. अच्छा. हं. बरं. हां, हा चांगला उपाय आहे. बरं. हां. हं. हां, पण कधी-कधी असं होतं ना, की काही-काही लोकांच्या अ, आजूबाजूच्या परिसरात गार्डन किंवा पार्क नसतात आणि मग असं जर का असेल, तर की निसर्गाचा परिसरच कमी आहे. मग अशा वेळेस कसं काय ॲडजस्ट करायचं? काय करायचं?
हं. तुम्ही एक काम करू शकता आहे ना, जसं आम्ही आजारी पडल्यानंतर डॉक्टरकडे जातोच आणि डॉक्टर जे मग करतोच. मग हे पण एक आमची हीलिंगच टेक्निक आहे, की आम्ही पण अ, आमच्या मनाच्या आरोग्यासाठी आम्ही काय करणं गरजेचं आहे की रविवारी एखाद्या वेळेस सुट्टी काढा आणि आजूबाजूचा कोणचा तरी परिसर आसन, की ज्या ठिकाणी गार्डन असेल किंवा काय असेल, 5-10 अर्धा घंटा लागेल आणि दिवसभर जाऊन तिथं मेडिटेशन करता येईल किंवा काही तास का होईना किंवा काही वेळ का होईना घालवता येईल. असं निवडू शकतो. तो म्हणजे तो पण एक निसर्गाचा साथ तुम्हाला लाभेल. तुमची जर्नी पण होईल आणि तुम्ही शांत पण होऊन येणार आणि नवीन रिफ्रेश झाल्यासारखं वाटतं. जर नसलंच
हं. अच्छा. हं.
तर घरामध्ये पण तुम्ही निसर्ग तयार करू शकता. तो कसा? <chuckles> तो कसा म्हणजे आपण निसर्ग कशाला म्हणतो? झाडं वगैरे जे जिथं असतात त्यालाच निसर्ग म्हणतो ना? किंवा डोंगरदऱ्या असतात त्यालाच. तर तसं एखादी रूम ठेवा. त्याच्यामध्ये काही नाही तुम्हाला ₹500 खर्च लागणार, 500 ते ₹1000 एक खूप चांगले-चांगले तुम्हाला आवडणारी झाडं घ्या. काही झाडामध्ये अशा फ्रिक्वेन्सीज राहतात की ते तुम्हाला शांत करतात. तर तुम्ही इंटरनेटवरती पहा की अशी कोणती झाडं आहेत की ज्याच्यामुळे मन शांत होतं किंवा वातावरण शांत होतं किंवा वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून कोणती झाडं आहेत? ते आणून घ्या. अगदी तुम्हाला 500 ₹200-200ला एक झाड जरी पडलं, तर आणून घ्या. आणि तसा निसर्ग तुम्ही तुमच्या को अ, त्या रूममध्ये ठेवा. आणि त्या कुंड्याला अ, कुंड्या ठेवून तिथं तुम्ही निसर्गाच्या ब सानिध्यात जणू बसलाय असा अ, तुम्ही हे करू शकता. आणि त्या रूमला सहसा मी काय म्हणतो थोडाफार हिरवट रंग द्या. हिरवट रंग द्या किंवा झाडाचे पेंटिंग काढा, झाडा झाडाची पेंटिंग काढा त्या अ, भिंतीवरती आणि पक्ष्यांचे पेंटिंग काढा. कधी-कधी नेचरचं एन्व्हायर्नमेंटचं वातावरण आणण्यासाठी ब्लूटूथनी एखादं नेचर साउंड लावून द्या. आणि असं केल्यानंतर नद्याचं चित्र काढा भिंतींवरती. अगदी काय आहे? तुमचं ₹5000त सगळी रूम पेंट होऊन जाईन. ते झाडं पण येऊन जाईल आणि तुम्ही काही जणू काही निसर्गातच बसलेला आहे. तुम्हाला याचा थोडाफार फील जाईन. हो.
ते कसं? हां. हो. बरोबर. हं. हं. अच्छा. बरं. हं. हां. अच्छा. हं. बरं. हां. बरं. हां. असा फील येईल. अच्छा. हां. ही आयडिया चांगली आहे. हे तर करू शकतो. मग अ, मला असं सांगा की ध्यान करताना श्वास किंवा आसन बसण्यासाठी आणि असे लक्ष केंद्रित करण्यासाठी अशा कोणत्या साध्या पद्धती आहे?
हं. हं. साधन. हं, हं. हं. तर सगळ्यात साधी जी पद्धत आहे जी पहिल्या पुरातन काळापासून सांगितलेली ध्यान करण्यासाठी ती म्हणजे श्वासावर लक्ष ठेवणे.
मग ते कसं करावं? त्याबद्दल काही असं थोडं मार्गदर्शन कराल का?
अ, गौतम बुद्धाच्या भाष्यपती त्या ध्यानाला किंवा गौतम बुद्धाच्या ध्यान पद्धतीमध्ये त्याला, आनापान ध्यान म्हणतात.
अच्छा. ते कसं करायचं?
येणा येणारा येणारा श्वासावरती आणि जाणाऱ्या श्वासावरती लक्ष द्यायचंय आपल्याला. फक्त एवढं लक्ष द्यायचं की बाहेर श्वास कधी गेला आणि मी मध्ये कधी घेतला. तर अशा प्रकारचा तो आनापान म्हणजे अगदी मुलं पण करू शकता आणि त्याची दुसरी जी पद्धत आहे ती विपश्यना पद्धत आहे. सेकंड स्टेप आहे ती. परंतु तुम्ही पहिल्या स्टेपमध्ये तुम्ही हेच करू शकता, अगदी सहज आणि सोपं आहे. आणि मन भटकायला लागलं नाही तर, अजून एक तुम्हाला अगदी माझी 1 टेक्निक 2री सांगतो. एका गोष्टीने माणूस बोर होऊन जातो ना, काय श्वासाला पाहायचं? तर तुम्ही एक दुसरी गोष्ट करू शकता की मनाला पाहणे. माझा पुढचा विचार कोणचा येणार आहे याच्यावरती लक्ष ठेवायचं आणि त्याला पकडायचं.
बरं. अच्छा. हो. हो ना. हं, हं. अच्छा.
काय करायचं? मला आता विचार कोणता आहे तुम्हाला फक्त एवढंच पहायचंय. मला विचार कोणता येणार आहे? तेच पाहत बसा तुम्ही. तुमच्या मनात विचार येणारच नाही.
अच्छा. असं करायचं आणि मग त्याने अ,
हो, तुम्ही करू शकता.
हं, हं. आणि मग त्याने काय-काय फायदे होतात आपल्याला?
आपल्याला तुम्हाला जसं मी सांगतो ना तर अ, जे प्राण ऊर्जा म्हणतो, प्राण ऊर्जा काय असते माहिती आहे का? ती वाढण्यासाठी मदत होते. सायंटिफिकली दृष्टिकोनातून जर पाहिलं तर, गामा वेव्हज राहतात आपल्या
हं.
आहे ना? गामा वेव्ह्ज ज्या आहेत ना, त्या काय करतात, ज्याच्या सगळ्यात जास्त गामा वेव्ह आहे ना, तो शांत राहतो मनुष्य आणि त्याची बुद्धी तीक्ष्ण होत चालते. तर गान गामा वेव्ह वाढतात. आपल्या बुद्धीमधल्या, आपल्या मेंदूमधल्या गामा वेव्हजचं प्रमाण वाढतं. आपली फ्रिकवेन्सी वाढते आणि त्याच्यामुळे तो स्वतः शांत होतो. तुम्ही एक डिसिजन मेकिंग करू शकता. तुम्ही चिडचिडत जर, तुमची होत असेल तर, ते चिडचिडत निघून जाते. तुम्ही काय करता या गोष्टीवर ते तुमचं नियंत्रण बनतं. भरपूर वेळेस काय होतं माहिती आहे का? रिॲक्शन ही ऑटोमॅटिकली होती, कारण की जसं काही रिमोट दुसऱ्यांच्याच हातात आहे की काय आपलं. तर आहे ना. म्हणजे तु तुम्हाला जर मला चिडवायचं तर, मी इथून बसून तुम्हाला अ, दुःखी करू शकतो किंवा सुखी करू शकतो, माहिती आहे? इथेच बसल्या-बसल्या. का कसं बरं? मी तुम्हाला एखादी शिवी दिली तर, तुम्ही आता 1का मिनिटात दुःखी होऊ शकता.
हं. अच्छा. हो ना. हं. हो, बरोबर. हं.
किंवा एखादा घाण शब्द बोलला, तर तुम्ही दुःखी होऊ शकता, बरोबर आहे ना? तर हे परिणाम माझ्याकडून झालेत, पण तुम्ही काय केलं? त्याला स्वीकारलं आणि तुमची प्रोसेस झाली मायक्रो सेकंदमध्ये आणि तुम्ही ठरवलं की हे घाण आहे किंवा हे चुकीचं आहे, हा बोलला गेलेला. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही रिॲक्ट करता. ते म्हणजे दुःखाचं रिॲक्शन होतं किंवा चिड-चिडीचं रिॲक्शन होतं. तर ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस समजण्यासाठी आपल्याला मदत होते.
अच्छा. हं.
कारण की आपण बाहेरच्या गोष्टीला तर नियंत्रित नाही करू शकत. मी माणसं बोलणार आहे किंवा एखादा समोरच्या व्यक्तीला बोलतो, त्याला तर नियंत्रित नाही करू शकत. म्हणून अ, ते मी मला अ, श्रीकृष्णांचही बोलणं आठवतं जे महाभारतामध्ये म्हणतो, की "ह्या बाहेरच्या गोष्टी तुम्हाला येतच राहतील किंवा तुम्ही त्या ऐकतच राहणार. पण तुमचं अंतर म मग तुम्ही स्वतःला मधूनच शांत करू शकता" म्हणून गौतम बुद्ध म्हणताय म्हणतात, "की शांती ही मधून येते, अगदी बाहेरून नाही."
बरं. हं. हो ना. हां, अच्छा.
हं. तर असं तुमच्यामध्ये बदल होतो आणि तुमचं जीवन आनंदी होण्यासाठी याच्यामध्ये मदत होते. बाकीचं
अच्छा. बरं. मग जर का एखाद्याचा मन अ, लागतच नसेल आणि तो फोकस नाही करू शकत आणि त्याचं मन सातत्याने भटकत राहत असेल, तर मग अशा वेळेस अ, काय करू शकतो आपण? अ, कसा या सगळ्या अडथळ्यांचा सामना करायचा, याबद्दल काही सांगाल का?
हं, हं. हं, हं, हं. हो. नक्कीच, नक्कीच. मला याच्याबद्दल तुम्हाला सांग की काय करणं गरजेचं आहे आपण? की अ, ह्याच्यामध्ये आम्हाला हे करणं गरजेचं आहे, की मी तुम्हाला जशी दुसरी टेक्निक सांगितली की लक्ष तुम्हाला मन भटकायचंच आहे ना, तर मग तुम्ही मन भटकवा, की पुढचा विचार कोणता येणार आहे त्याच्यावरती लक्ष ठेवा. म्हणजे तुमचं मन भटकणार नाही. ठीक आहे. किंवा हा, तुम्ही श्वासोच्छवास पहिल्यांदा दीर्घश्वास घ्या म्हणजे मोठा मोठे श्वास घ्या आणि मोठा श्वास सोडा. ज्यावेळेस शरीरामध्ये एखादी मोठी क्रिया घडायला लागते तर सर्व शरीराचं लक्ष त्याच्याकडे जातं किंवा मनाचंही लक्ष त्याच्याकडे जातं. जशी मोठी क्रिया काय आहे? काही संवेदना होत आहे किंवा चिमटा घेतला कुणी तर तुमचं लक्ष चहा पिताय आणि एक कोणीतरी चिमटाच घेतला तर तुमचं लक्ष कुठे जाणार?
हां. अच्छा. हं. हां, ओके. हं, हं. बरं. बरोबर.
जिकडे चिमटा घेतला तिकडे जाणार ना? किंवा काही लागलं तर तिकडे जाणार ना? तशाच प्रकारे या ठिकाणी होतं, की सर्व लक्ष आपलं त्या ठिकाणी जातं जिथे क्रिया घडलेली आहे. तर तुम्ही मोठाने श्वास घ्या आणि मोठा श्वास सोडा. पहिल्यांदा असं 5-10 मिनिटे करू शकता. तुमचं ध्यानच नाही लागत तर. नंतर मग कमी-कमी करता-करता तो शॉट श्वास छोटा-छोटा करत नॉर्मल श्वासावरती या आणि 15-20 मिनिटांनी तुमचं ध्यान लागणार, असं होतं.
हो. हो ना. हं. अच्छा. हे तर छानच आहे. खूप चांगले तुम्ही उपाय सुचवले ह्यासाठी म्हणजे निसर्गात ध्यान कसं आपण सुरू करावं? ह्याचं किती छान तुम्ही अ, असे छान-छान असे उपाय दिले आहे आणि अशा सोप्या रीतीने जर का आपण प्रॅक्टिस केली ना ह्याचा रोज सराव केला. तर मला असं वाटतं, की खूपच आपला मानसिक तणाव कमी होण्यात मदत होईल, नाही का? ही जी काही माहिती तुम्ही आज माझ्यासोबत शेअर केली ना त्यासाठी तुमचा मनपूर्वक आभार आणि खूप धन्यवाद!
हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. अगदी, अगदीच. तुमचे ही अगदी मनःपूर्वक आभार आणि खूप सारे धन्यवाद!